हं, हं. म्हणजे निसर्गाचं सानिध्य जे आहे, ते ही अ, डिजिटल डिटॉक्समध्ये मदत करतं असं तुम्हाला म्हणायचं आहे.
हो, खूप मदत करतात. जसं मी माझ्या टेरेसवर जे गार्डन उगवले आहे ना, सगळे छोटे छोटे गाड अ, झाडं लावून.
हां, म्हणजे. अरे वाह! म्हणजे टेरेसवरच, तुमच्या गच्चीवरच तुम्ही उगवलय गार्डन.
हां, अख्ख गार्डन उगवलंय मी. जसं की एखाद्या बागेत बसल्यासारखं मी सगळे वाफे वगैरे बनवून मस्तपैकी झाडं लावलीत फुलांची वगैरे आणि रातराणीची. तर रात्रीचा मस्तपैकी म्हणतात ना, तर सुगंध देतात आणि एक पारिजातकाचं फुलाचं पण झाड लावलंय. सकाळी मस्त सुगंध देतात. तर अ, तिथं मस्तपैकी आहे ना, अ, खाट आहे माझ्याकडं जी असते ना, अ, ह्याच्यासारखी बनती बघा अर अ, सुतईच्या दोरीसारखी. तर अ, तिच्यावर मस्तपैकी पडतो आणि एकतर विविध भारती ऐकतो रेडिओवर, नाहीतर मस्तपैकी भजन कीर्तन ऐकून आहा हां हां स्वतःला वेळ. <smacks lips> एकदम मजा येते तिथं.
वाह! मस्त. हां. जसं, हं. हां, गाणी. अच्छा अ, तर अ, आपण जसं बोलतो डिजिटल डिटॉक्स तर याबद्दल स्पेसिफिकली अ, सांगता का डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं कायच आहे, म्हणजे अ, फोनपासून दूर राहणं आहे किंवा कोणत्याही अ, अ, मॅन मेड वस्तू ज्या आपण म्हणतो मोबाईल झालं, लॅपटॉप झालं या सर्वच गोष्टींपासून दूर राहणं आहे.
सर्वच गोष्टींपासून लांब राहणं आहे. म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवणं. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जेवढे पण आहेत, ज्याचा डिस्प्ले आहे आणि तुम्ही काम करू शकता आहे ना, तर म्हणजे असं कराल
हं, हं, हं. अच्छा. म्हणजे स्क्रीन स्क्रीन ज्याला आहे तो अ, डिजिटल झाला असं म्हणायचं.
हां. जो एंटरटेनमेंट करू शकतो, जो तुमचा टाईम वे म्हणतात ना, फालतू घालवू शकतो. त्या सगळ्यांपासून लांब. हां, म्हणजे ते मोबाईल झाला काय आणि तुम्ही काय, म्हणजे एखादा म्हणतोय मी मोबाईलमध्ये गेम खेळतोय. हां आणि तो व्यक्ती कॉम्प्युटरमध्ये गेम खेळायला लागला किंवा डिटॉक्स करतो मोबाईल वापरत नाही. अरे, वेगळं काय करतोयस तू? <chuckles> डोकं इथं पण लावत घालत होता आणि तिथं पण घालवतोयेस. तर ते तसं नसतं ना. तर मोबाईल वगैरे टेक्नॉलॉजीपासून लांब राहायचं मस्तपैकी आणि स्वतःला ओळखायचं आणि म्हणतात ना, आजूबाजूला कोण राहतं ते ओळखायचं, नाहीतर आपण नुसतं म्हणतात ना, जगतोय, झोपतोय, कामाला जातोय, परत येतोय, मोबाईल बघतोय. अशा गोष्टी नाही करायच्या असं मला वाटतं.
फालतू घालतो. अच्छा अच्छा, अच्छा. हं, हं. हां, हां, हां. <laughs> अच्छा. हं.